अ, असं नाही म्हणणार मी की कनेक्ट नका होऊ, पण कसं आहे की जेवढं अ, शेअर तुम्ही काय करताय, कुठे करताय, स्टेटसला अ, ऑनलाईन अ, जे आहेत म्हणजे अ, जे पण आपण प्लॅटफॉर्म यूज करतो तिथे. असं किती शेअर करायचं आणि प्रेझेंटचं किती शेअर करायचं हे नक्की बघत जावा. हो. हं.
हां. हं. अगदी खरं. हो. हं. हं. हां, हां. समजतं. हो, हो. हां, म्हणजे तुमचे फोटोज कुठे जाताहेत याकडे दुर्लक्ष नका करू. म्हणजे ते योग्य ठिकाणीच वापरा, आपण म्हणतो ना शेअर करा, सुरक्षितता ठेवा. अ, म्हणजे आजकाल तर तसं ॲपच आता भरपूर म्हणजे प्रायव्हसी लावून हे करतय, पण फक्त ते परमिशन देणं न देणं तुमच्या हातात आहे. आता WhatsApp जरी बघितलं तरी खूप साऱ्या परमिशन आपल्या हाती दिलेल्या असतात ना हो? की म्हणजे एव्हरीबडीला शो करायचंय की नोबडी ऑर अ, फक्त लिमिटेड लोकांनाच शेअर करायचं असं स्टेटस वगैरे. अच्छा. म्हणजे अ, तेही एक आहे. आणि पासवर्ड्स वगैरे ते त्याविषयी काय म्हणणार? की स म्हणजे आता जसं की आपण दोन्ही बोलतोय. मला तुमचं आता जसं की बोलण्या-बोलण्यात तुम्ही विचारलं तुमचा वाढदिवस कधी येतो, असं तसं, मग त्यावरूनही पासवर्ड शोधून घेतात ना लोकं? तर मग पासवर्ड कसे ठेवायचे? तशी कशी पार
नाही. हं हो, हो. फारच. हां, हां. हां, हां. अ, हां. अ, नाही अ, अ, इतकं सोपं नसतं हॅक करणं म्हणजे अगदी तुम्ही विचारलं आणि असं हॅक होतं. अ, खूप एक्सपेर्टीज लागते त्या गोष्टीला आणि अ, फार त्याच्यातही म्हणजे मेहनत असते त्या लोकांची पण की अ, ते तेवढं करण्यासाठी. असं सहसा सहसा सहज होत नाही. पण अ, पासवर्ड असा ठेवायचा, की जेणेकरून तो, नाही का, म्हणजे वाढदिवसाशी रिलेटेड किंवा घराच्या नावाशी किंवा आपले जे कुटुंबातले असे जवळचं असतं ना अ, त्यांची नावं नाही ठेवायची. त्यांचे बर्थडे नाही ठेवायचे. अ, घराचा अ, नंबर नाही ठेवायचा, अशा गोष्टी नाही ठेवायच्या. अशा गोष्टी ठेवायच्या की जी फक्त मला माहिती आहे. माझ्या आवडीची किंवा असं मी कोणाला शेअर नाही केलेली आहे असं. अशा टाइपमध्ये ठेवायचे आणि नंबर्सपण वेगळे ठेवायचे.
हां. हो का. हां. हो का. <chuckles> अगदी बरोबर. हां. हां. हां, हां. अच्छा. अगदी बरोबर. हां. म्हणजे गोप पाहिजे त्याच्यात. हो.
हां. आणि अ, अ, हे पण येतं ना टू फेस ऑ ऑथेंटिकेशन पण येतं. ते पण तुम्ही वापरू शकतात. म्हणजे अ, पासवर्ड विसरला तर मग फेसचं असतं किंवा काही असेल तर हां, तर मग अ, पासवर्ड असं अ, तुम्ही प्रत्येक ॲपमध्ये ह्या सगळ्या सेटिंग्ज असतात. फक्त मी म्हटलं ना साक्षर थोडंसं व्हायचं आणि आपण सेफ राहू शकतो.
हो म्हणजे का? हो का. अरे हां, हां. फेसरीड, हो. हो. अगदी बरोबर आहे. हां, म्हणजे अगदी बरोबर. जर ह्या गोष्टींची साक्षरता आली तर सोप्या होत्या त्या गोष्टी प्रायव्हसी सेट करणं वगैरे. म्हणजे खूप छान वाटलं मला तुमच्याशी हा संवाद साधून. मलाही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मीही आता हे प्रायव्हसी विषयी काळजी घेणार. अ, खूप-खूप आभार तुमचे. तुम्ही एवढं मला टिप्स वगैरे शेअर केल्या तुमच्या. खूप मनापासून धन्यवाद.
हो. <chuckles> नक्कीच. हो, हो. मला पण हा सगळा संवाद करून खरंच खूप छान वाटलं. अ, नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.